हो नक्कीच, तर प्लेलिस्टमध्ये कशी गाणी म्हणजे जे आपल्याला मानसिक समाधान देतात किंवा कुणाशी कनेक्ट करतात, अशी रिअलिस्टिक असावी असं मला वाटतं. म्हणजे काही त्याला मीनिंग नसेल अशी गाणी अजिबात ठेवू नका आणि म्हणजे तुमच्या काहीतरी आठवणी असतील त्या गाण्याच्या रिलेटेड, म्हणजे कशाही, म्हणजे आई-बाबांशी रिलेटेड, रोमॅन्टिक असतील काही-काही, कुठल्याही व्यक्ती, प्रिय व्यक्तीबद्दल असं काहीतरी प्रेमाचं गाणं वगैरे असेल, तर ते पण तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुमच्या आठवणींना उजाळा मिळतो आणि ती गाणी ऐकल्यावर कुठेतरी त्या प्रिय व्यक्तीची आठवण होते, म्हणजे ती तिच्या आठवणी या मनात साचून राहतात. मग अशी गाणी तुम्ही ठेवू शकता आणि हो, जुनी कुठलीही गाणी होऊ शकतात. मराठी गाणी तर खूप सुंदर आहेत आजकाल, म्हणजे त्याचं महत्त्व, म्हणजे मीनिंग पण छान असतं आणि अ, आई-बाबा, म्हणजे आई-बाबा तर प्रत्येकाला वंदनीय, पूजनीय असतातच, त्यात काही वाद नाहीये. म्हणजे त्यातमध्ये एक हे एक गाणं अ‍ॅड करता येतं मला वाटतं, आईच्या ह्याच्यामध्ये, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ, क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा मेरी माँ. ते "तारे जमीन पर" मधलं एक गाणं हां, मग त्याला असं वाटत असतं त्या मुलाला की अ, म्हणजे मी इतकाही हे नाहीये, म्हणजे मला पण एक विश्व आहे, माझी एक दुनिया आहे. फक्त त्या आईने समजावून घेणं त्याला गरजेचं होतं आणि म्हणजे आपल्या मुलाची कशामध्ये आवड आहे, तो कशामध्ये रमतो ते, म्हणजे काही-काही आई-बाबांना ते कुठेतरी मिस करतात, म्हणजे ते कळून येत नाही त्यांना. मग त्याच्यामुळे त्याचं करिअर म्हणजे वेगळ्या दिशेनं जातं, हे काहीतरी वेगळं होऊ शकतं. मग तसं कोणीतरी तुमच्या इनर ज्या क्वालिटीज आहेत ना, त्या बाहेर काढण्यासाठी असं कोणतरी गुरू किंवा असा कोणतरी शिक्षक लागतो. मग तो त्याला आमिर खानच्या स्वरूपात मिळतो, म्हणजे त्याच्या इनबॉर्न क्वालिटीज तो ओळखतो. पण आई-बाबा
हं. हां. हो. हं. जुनी ही गाणी असू शकतात. हां. हो. हो. कोणतं? हं. हं, हं "तारे जमीन पर." हं. हं. कळून येतं. बरोबर. हां. मिळतो. हं. म्हणजे तोही एका प्रकारचा एक पॅरेंटचा आहे असं म्हणता येईल.
हो, पॅरेंटिंग असं कनेक्शनच आहे ते आणि एकदम असं इमोशनल सॉन्ग आहे ते. खूप भावना तुमच्या जागृत होतात त्या गाण्यांनी. पण अशाच प्रकारची गाणी असावीत असं वाटतं आणि किंवा शास्त्रीय संगीत काही काहींना आवडतं, तर ते पण तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये घेऊ शकता असं मला वाटतं. हां, पण त्या गाण्याला मीनिंग असावं, हो.
हं. हो. खरंच, खरंच. वाह! हं. घेऊ शकतो. म्हणजे 10पैकी 10 मीनिंग असलं पाहिजे, बरोबर सांगताय तुम्ही, अगदी खूपच सुंदर. 10पैकी 1 किंवा 2 गाणी तरी आपल्या आई-वडिलांची जर असली, तर त्यांची आठवण, त्यांची किंमत आणि त्यांनी जे काही आपल्यासाठी केलंय, ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला कायम राहू शकते. तर खूपच छान तुम्ही तुमच्याही आवडत्या गाण्याबद्दल सांगितलंत आणि हे गाणंही गाऊन दाखवलीत 2 त्याबद्दल तुमचे आभार आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो. हो. आपल्याला राहते. हो, नक्कीच आणि सगळ्यांनी जाणीव हो.